तर प्राथमिकता मी जी देतो ती म्हणजे आपल्याला अ, म्हणजे माझी त्यावेळेसची जी रूम होती ना, अगदी 10x12 चीच रूम होती. म्हणजे 4 पण मोठाले हो. म्हणजे 3-4 पण पावले जर टाकले, तर ती रूम संपून जाईल आणि त्याच्यातच माझं किचन रूम, त्याच्यामध्येच माझं बेडरूम आणि त्याच्यात सर्व गोष्टी होत्या, अ अशी ती व्यवस्था.
खूपच लहान. हो ना. बापरे! हो ना. कसं केलं हो मग?
तर खूप म्हणजे अवघड होतं तिथं, तर मग अ, त्यावेळेस मी काय केलं नेमकं. अ, हं, त्यावेळेस अ, म्हणजे मला जागेचा खूप प्रॉब्लेम यायचा आणि माझा जो लग्नामध्ये पसारा आला होता ना, तो खूप जास्त होता. आता तो कसा अ‍ॅडजस्ट करणार. हं, हं.
हं, हं. बापरे! म्हणजे तुमच्या हो ना, तुमच्या सोबत तर तुमची वाईफ पण राहायची?
हो, तेवढ्या रूममध्ये. हो, तेवढ्या छोट्या रूममध्ये.
तिथे? अरे बापरे! मग कसं केलं हो तुम्ही सगळं?
हं, हं. खूप अवघड गेलं मला करण्यासाठी, परंतु मला कळालं कसं करायचं. माझ्याकडे ए मी एक टेबल घेतला. त्या टेबलच्यावरती रि टीव्ही आली होती ती ठेवली. आणि त्या टीव्हीच्या खाली पण अ, त्या टेबलच्या खाली जी जागा असेल त्याच्यावरती ठेवलंय. आणि भरपूर अ, म्हणून आणि एक आम्ही पलंग असा घेतला होता, थोडा मग नंतर काही दिवसांनी पलंग घेतला. आमचा पसारा असा पांगलेलाच असायचा ना. तर तुम्हाला माहिती आहे की पलंग असा ओपन होतो तो, आहे ना. मोठा पलंगच राहतो तो. दिवाण दिवाण म्हणतो आपण ना दिवाणाच का?
हं, हं. हं, हं. हो का? हो ना. बरोबर. हो. हो का. हो ना. ते नवीन निघाले ते का ते सो सोफा कम बेड निघालेले आहे, म्हणजे बैठकीचं पण होऊन जातं आणि रात्री झोपायला ते उघडतही.
हो, हो. नाही नाही. <laughs> नाही, तो तर म्हणजे खूप महाग होत त्यावेळेस ना. ते तसं काही आणि सोफा कम बेड म्हणजे जागाच नाही घरात तर सोफा कम बेड कसं काय, तर सोफा आम्ही बेडच घेतलं होतं फक्त. तो बेड कसं होत माहिती आहे का मॅडम, अ, त्याला आहे ना आम्ही ओपन करत होतो साइडनी आणि साइडनी जी हां आणि ओपन करून खाली पण त्याच्या जागा होती काही. तर आमचा जो क अ हो. हो, हो. ती स्टोरेजमध्ये आम्ही पसारा ठेवायचो तो. तर म्हणजे अशी परिस्थिती होती की इतका पसारा राहायचा घरात, तर मग आम्ही हळू, हळू त्या रूममध्ये सर्व गोष्टी कशा अ‍ॅडजस्ट करावं. आमचा अर्धा पसारा मी पाहायचो न, तर भिंतीलाच अटकलेला होता काय असं वाटत होतं. म्हणजे आम्ही काही हं, हं. तर अ, अशा प्रकारे होत होतं तिथं राहत होतो आम्ही.
हो का? हो ना. हो का? हं. हां का? स्टोरेज होती का तिथे ठेवायला? हो का? हो ना. अरे बापरे! खरंच ना. खरयं. हो ना, बापरे! ते एवढं लहान घरामध्ये जर तुमचं ते घरचं तुमच्या लग्नानंतरचा पूर्ण ते भी हे संसारच आला असेल मुली क सोबत नाही का. मग तो कुठे आता, तुम्ही तर ह्या छोट्या घरामध्ये राहत होतात. मग तो पसारा कुठे ठेवला, म्हणजे तुमच्या वाईफने आणलेलं सगळं ते संसार घराचं सामान वगैरे, तुमच्या आ, ह्यांच्या घरामध्ये ठेवलं, का मग बाबांच्या घरामध्ये ठेवलं?
हं, हं. हं, हं. हो, हो. हं, हं.